आता बघा ना, आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो त्याच्याचवरती खूप साऱ्या गोष्टी अशा डिपेंड असतात आपल्या की आपला स्वतःचा कॉन्फिडन्स किंवा जो आत्मविश्वास असतो तो कपड्यांमध्ये कधी ना कधी भरून येतो. तर असे कोणते तुमचे कपडे आहेत का? तुमच्या रोजच्या यूजमधले किंवा ऑफिस किंवा कॉलेजमधले? त्यात तुम्हाला स्वतःला मी असल्यासारखं वाटतं?
अ, अ, कपडे नाही तर पूर्ण स्टाइल असतो. म्हणजे कसं एक मस्तपैकी छान कार्गो घालायची. या मग बॅगी जीन्स घालून घ्या. मस्तपैकी एक अ, ऑफ शोल्डर शर्ट.
ओके.
अ, त्याच्या आतमध्ये एक टी शर्ट घालायचा, मस्तपैकी तो ऑफ शोल्डर शर्ट ओपन असायचा आणि गमबूट घालतो. गमबूट म्हणजे ते ट्रेकिंग बूट येतात ते, अ हाय हील्स वाले ते घालायचे. आणि गळ्यामध्ये म्हणजे अ, एक माळा घालायची की आजकाल लॉकेट्स वगैरे चालतात ना, ते त्याच्यानी मी स्वतःला ओळखून पाहतो, की अरे हा मीच आहे. का, की त्यात कपडे अ, आयडेंटिटी तर ठरवतातच. पण त्यांच्याबद्दल अ, कम्फर्टेबल होणं पण खूप गरजेचं असतं. जेव्हा माझे कम कपडे कम्फर्टेबल असतात, त्यामुळे मस्तपैकी छान असतात आणि दिसायला कोणाला दिसायला दाखवायचं नाही मला, पण स्वतःला दिसायला ते कपडे छान असले ना, तर मला वाटतं की हां, मी स्वतःला बघतोय. तर मी स्वतःला ओळखतोय, का की आपल्याला माहिती आहे, हे मी टाईम वाले जो कपडे असतात आपण हर जागी नाही घालू शकत, ऑफिसमध्ये हे कपडे नाही घालू शकत, कॉलेजमध्ये हे कपडे कधी-कधी घालू शकतो, रोज नाही घालू शकत. त्याच्यानंतर कुटुंबामध्ये काही कार्यक्रम असलं, तर घालू शकतो. पण अगर ते फंक्शनमध्ये कुर्ता पजामा आवडला घालायचं आहे. तर मग त्या त्याप्रमाणे वागायला पडतो. पण तुमचं, मी टाईम वाला कुर्ता असं कपडे असतात ना ते फक्त माझा हा डिझाईन बॅगी पँट्स, एक ऑफ शोल्डर शर्ट, त्याच्या आतमध्ये टी शर्ट, हेच माझे त्याच्यामध्ये मला खूप असं शांती भेटते. यामुळे असं वाटतं ना, अरे वाह! मस्त. मी जो कपडे घातलेत ना ते मला खूप छान वाटतं ते बस.
हां. हो. हो. अरे वाह! बरोबर. हां. हो. बरोबर. बरोबर. हां. ओके. ओके. मला वाटतं, तुम्ही जे व सांगितलं आहे एक अ, वाता म्हणजे उदाहरण दिलं ते मला वाटतं, जेन झी स्टायलिंग याच्यामध्ये येतं. पण काही लोकांचं असं असतं ना, की ओल्ड मनी स्टाईल, पण खूप जास्त प्रमाणात आवडते. तर तुम्हाला आवडतात ते आवडते का किंवा ती स्टाईल मला वाटतं ऑफिस वेअरसाठी खूप चांगली जाते. तर कधी तुम्हाला ऑफिस वेअरच्या कपड्यांमध्ये पण, असं वाटतं की अरे वाह! हा मीच आहे आणि एक वेगळा मी आहे जो स्वतःला रिप्रेझेंट खूप चांगल्या प्रकारे करतो. जो खूप जास्त कॉन्फिडंट आहे.
आह! हो, अं, हां. पहा मी तुम्हाला सांगतो. कपडे तुमचं आयडेंटिफिकेशन ठरवतात आणि तो आयडेंटिफिकेशन तुमचा स्वभाव ठरवतो. अगर तुम्हाला समोरच्याला कमी दाखवायचं आहे, या मग तुम्हाला कॉन्फिडेंट वागायचं आहे ना, तर पहिल्या सर्वप्रथम तुम्ही कपडे छान निवडा. म्हणजे कसं त्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल मी तुम्हाला म्हणालो की मी कसेही कपडे घालीन पण कम्फर्टेबल राहायचंय मला.
बरोबर. अगदी, मी असं बरोबर. टोटली अग्री.
तर जेव्हा अगर मी ऑफिसमध्ये शर्ट-पॅन्ट अ, घातले, फॉर्मल्स घातले ना, तरी मला ती पॅन्ट तशी हवे ज्यात जी ज्याच्यामध्ये मी कम्फर्टेबल राहणार आहे. आणि मग ती अगर नसली तर मला जीन्स आणि शर्ट पण चालेल. का की मला असं वाटतं जेव्हा तुम्ही कपडे छान घालतात या मग असे अ, कम्फर्टेबल कपडे घालतात, तर त्याचं तुमचं व्यक्तित्व एकदम छानशी निखरून येतो. काय असतं ना जेव्हा आपण कपड्यांची स्वतःला अ, बघतो ना, तर आपल्याला एक अ, साफ आणि स्वच्छ दृष्टिकोन भेटतो की हां, आपण असे दिसतो आहे आणि आपण असंच वागूया. त्यामुळे आपल्याला असं थोडसं शांती भेटते की आपण असं करू शकतो बस.
हं. बरोबर. बरोबर. पण बघा ना, समाजाच्या, घरच्या आणि काही ठिकाणी आपण जात असलो, तर खूप सारे नियम असतात, की त्यांचा एक वेगळा असा आउटफिट असतो. तो फॉलो करायचा असतो. किंवा ट्रेंड्स वेगवेगळे सुरू असतात. मग त्याच्यानुसार खूप सारे मार्केटमध्ये पण चेंजेस होत असतात. तर त्याचा प्रभाव किती प्रमाणात होतो याच्यावरती? किंवा तुम्ही जे कपडे घालताय त्याच्यावरती? आणि खूप सारे चॅलेंजेस पण येत असतात, तर ते तुम्ही कसे फेस करता?
हां. अ, मला असं वाटतं, की अगर कोणाकडे तुमचा कार्यक्रम आहे, फंक्शन आहे, लग्न आहे. तर तिथे तुम्ही जीन्स, शर्ट घालून नाही जाऊ शकत ना, मतलब त्यांच्याकडे जर हळद आहे, मेहंदी झाली आहे, पूजा आहे, तर तुम्हाला आपली परंपरा कशी एक अ, सफेद धोतर, त्याच्यावर कुर्ता, मग अ, उपरणं घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक सफेद टोपी लावायची. तर तुम्ही महाराष्ट्रीयन दिसतात ना, तेव्हा आणि तुम्ही त्याच क्षणी अगर अ, असे मस्त कुर्ता पजामा सोडून घ्या असे जीन्स वगैरे घातले
बरोबर. हो. मग. हो.
तर तुम्ही, तुमची संस्कृती कशी दाखवणार?
तर ते बरोबर.
कपड्यांचं, व्यवहाराच्या असता अ, हिशोबाने, स्थानाच्या हिशोबाने वेगळं-वेगळं रूप असू शकतो. पण अ, त्यामुळे फक्त तुम्ही अंतपर्यंत हेच लक्षात ठेवा, की ते कपड्यांमध्ये कम्फर्टेबिलिटी भेटली पाहिजे. ट्रेंड्समुळे कधी घाबरायचं नाही, का की ट्रेंड येत जातं पण जी अ, तुमची अ, अं, कम्फर्ट झोन असतो, तो कधी असा त्याच्यामध्ये ॲडजस्ट नका करून घेऊ. का की काय असतं ना, की जेव्हा मी असं नाही म्हणत आहे. जेव्हा कोणी मला बोलवतो घरी, "की आमच्याकडे पूजा आहे." तर मी नक्की मस्तपैकी जीन्स जीन्स वगैरेला सोडून कुर्ता पजामा घालतो, या मग धोतर घालतो, नाहीतर मग कुर्ता तरी अ, घालतोच घालतो. का की त्यांच्याकडतील ती पूजाचं ते परिधान आहे आणि परिधान म्हणजे असं की त्या परिधानाच्या हिशोबाने तुम्हाला, अ, लोकांबरोबर थांबायचं आहे, त्यांच्याबरोबर बोलून घ्यायचंय, तर परिस्थिती निर्माण करते, की तुम्हाला कोणचं परिधान कधी निवडून घ्यायचं आहे आणि तसं न हं.
ओके. हां. छान. बरोबर. बोला? वाह! म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल फॅशन सेन्स खूप चांगला आहे, असं बोलता येईल. बरोबर की नाही? पण
अ, नाही हे आता तेच झालं ना, की मी स्वतःच्या तोंडाने काय तारीफ करणार ना स्वतःची. आ <laughs>
अरे, वाह! वाह! खूपच छान! <laughs> म्हणजे चांगला फॅशन सेन्स आहे. म्हणजे समजतं, की कुठे कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे आणि ते कपड्यांमध्ये सुद्धा, स्वतः आपण किती कंफर्टेबल असू या गोष्टींची खूप काळजी घेतली पाहिजे, हे पण चांगल्या प्रकारे समजतं.
हां. एवढं तर. आणि अ, मी तुम्हाला सांगू, मला फॅशन सेन्स नव्हता अ, आणि कम कम्फर्टेबिलिटीवाला वर्ड तर मला माहितीच नव्हतं, की आपण कम्फर्टेबल कसे होऊ शकतो? माझी एक मैत्रीण आहे आणि ती अ, अक्षरशः बालपणची मैत्रीण आहे, ती आज पण माझीसोबत मैत्रीण असते माझी. ती म तिनी मला शिकवलं होतं, की मुलीनं एक वस्तूचं लक्ष ठेवत.
ओके. हो. वाह! छान! छान!
की काहीही झालं, कितीही झालं तर कपडे कम्फर्टेबल पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांना श्वास घेता यायला पाहिजे. तर म तिने मला शिकवलेलं आहे, की तू अगर
बरोबर.
अगर कधीपण अ, कामं करतोय, कुठल्याही रूपामध्ये, कुठेही जातोय, तर तुझे कपडे असे अ, छान, मस्त आणि कम्फर्टेबल राहायला पाहिजे. आणि तिनेच मला फॅशन सेन्स पण तिनेच शिकवून दिला आणि नसतं मुलांना काही नसतं एवढं फॅशन वगैरे, पण हा शिकव अगर शिकवणारी असेल ना, तर शिकतात मुलं.
हं. बरोबर. हां, म्हणजे वाह! खूपचं छान. म्हणजे शिकवणारी कोणीतरी पाहिजे बरोबर की नाही? किंवा फ्रेंड्स वगैरे कोणी असतील ना, फिमेल फ्रेंड मला वाटतं खूप जास्त इन्फ्लुअन्स टाकतात मुलांवरती त्यांच्या फॅशन सेन्सवरती, हो की नाही? मग
हां, अगदी खरं. हां, अगदी खरं.
आता फॅशन सेन्स आणि स्वतःला मी पणा वाटणारं, असे काहीतरी कपडे याचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव होत असतो. असा एखादा अनुभव की तुम्ही असा राईट टायमिंग होता आणि फंक्शनपण खूप व्यवस्थित होता आणि तुमचे कपडे साजेसे होते त्याला, असा एखादा अनुभव आहे का? आणि खूप सारे कॉम्प्लिमेंट्स पण भेटले सगळ्यांकडून?
हां. <chuckles> अ, मी कपड्यांचं थोडं जास्त फार लक्ष ठेवतो का की मी ज्या अ, अ, ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो. त्याचा मी त्याचा मी कंटेंट क्रिएटर आहे, एज ए कंपनीचा एक फेस आहे मी. तर मला थोडंसं कपड्यांना थोडंसं अ, प्राथमिकता द्यायला पडते. तर मी तुम्हाला सांगतो, काय झालं होतं ना? एकदा अ, कंपनीचं एक फंक्शन होतं आणि आमची कंपनी मतलब छोटी नाही आहे, एक "एम-एन-सी" कंपनी आहे. अ, ज्याच्याबद्दल 1000-1200 लोकं काम करतात.
हां. ओके. अच्छा. ओके.
तर त्याच्यामध्ये मला अ, बोललं होतं की, "तुम्ही जा आणि अ, पूर्ण इव्हेंटला ऑर्गनाइज करा आणि सांभाळून घ्या, लोकांशी बोला, वागा." तर मग त्या हिशोबाने तुम्हाला काय माहिती असतं ना, की तुम्ही 1000-1200 लोकांमध्ये वेगळे कसे दिसणार. ह्याची तुम्हाला तैयारी करायला पडते. तर मी विचारलं, "की ड्रेस कोड काय राहणार आहे?" तर म्हणाले, "फॉर्मलच" राहणार आहे, व्यवस्थित." तर मग मी मस्त एक मित्राशी बोललो होतो, तो म्हणाला, "रेंटवर कपडे भेटतात" म्हटलं चालेल.
हो. बरोबर. हो.
तर तुम्हाला आठ आठवण आहे ना, जो अमिताभ बच्चन ह्या लोकांनी सुरुवात केली, ते बॅल बॉटमची. तर मी एक बॅल बॉटम पँट आणि कोट सेटचा जुगाड केला आणि त्याला मस्त व्हाइट शर्ट, ब्लैक सूट आणि तो सूट पण असा नॉर्मल नव्हता. तो मस्त असा बाथरोब बांधण्याचा जो रस्सा असतो ना, त्याच्यामध्ये ते लागलं होतं. मस्तपैकी आणि व्यवस्थित खूप छान दिसत होतं. मग हेअरस्टाईल प्रॉपर करून घेतली आणि मग जसं इव्हेंट सुरु झाला. तर मग एकदम लाइमलाइटमध्ये आलो, खूप छानशी बोललो, अवॉर्ड सेरेमनी होस्ट केली. लोकांना संवाद साधला, लोकांना गेम खेळवून दिलेत. तर म्हणजे जेव्हा जसा एक होस्ट वागतो ना, तसा मी वागलो आणि त्याच दिवस माझे कपडे तसे होते. तर लोकं मला असं म्हणत होते, काय झालं होतं ना? आमचे सर होते, एम-डी, त्यांची बायको आली, "की अ, वाह यार! तू खूप छान सांभाळल आहे आणि खूप छान दिसतो आहे तू." त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आला, "की हे! आय लाइक यूर स्टाइल-सेन्स अँड अ, अ, यू यू ड्रेस वेरी वेल आणि तो यूएसमध्ये राहत होता. शिक शिकत होता, तर तो आला होता. कंपनीचा मालकचा मुलगा मला हे म्हणतो, तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली ना आणि मग आमच्या ऑफिसची जो फिमेल कलीग्स होती ती पण खूप असं छेडछाढ करत होती, "की अरे रे! ते ना, ती जो एम अ, एम-डीची मुलगी होती ना ती तुलाच बघत होती, तुला "अरे मी म्हंटल "हाट" काहीतरी म्हणतात तुम्ही लोक. मतलब अस असतं ना की तुम्हाला जेव्हा कोणीतरी तुमच्या स्टाईल बद्दल या मग कपड्यांबरोबर कॉम्प्लिमेंट करतो तुम्हाला खूप आवडतं आणि मी प्रयत्न करतो की ना आपल्याला आपले कपडे खूप छान दिसायला पाहिजे. मी असं म्हणतो, महागडे कपडे घालण्याची गरज नाही. पण एवढे छान कपडे घाला की लोकांना ते दिसेल की हा, ह्यांनी व्यवस्थित कपडे घालून ठेवलेले आहेत.
वाह! हां, माहिती आहे. ओह! नाईस! ओह वॉव! ओह! हां. ओके. बरोबर. अच्छा. बरोबर. बरोबर. हं. बरोबर, आता बघा, मी तर सांगेन, की तुम्हाला खूप जास्त चांगला फॅशन सेन्स आहे आणि समजतं, की कोणत्या ठिकाणी अ, कोणत्या प्रकारचे कपडे घालायचेत आणि स्वतःला कसं हायलाइट करायचं, ही पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. पण काही लोकं आहेत ना, स त्यांना सगळ्यांनाच सापडत नाहीत त्यांचे स्वतःचे कपडे. किंवा त्याच्यामध्ये असं मीपणा सगळ्यांनाच सापडत नसतो. सगळे लोकं स्ट्रगल करत असतात, की कोणता कपडा, किंवा मला तर वाटतं, की खूप सारी मुली किंवा मुलं कुठेही जायच्या आधी 100 वेळा विचार करतात, की आज किंवा तिथे जाताना काय घालायचं? मग अशा काही लोकांना तुम्ही टिप्स द्याल का, की ज्यातून त्यांना खूप सहज समजेल, की तुम्हाला मीपणा येणारे कपडे आहेत, ते तुम्ही कसे ओळखू शकता याच्यावरती?
अ, मी टिप्स देऊ शकतो. पण अ, नक्कीच मी पहिले एक सा अ, एक सांगतो किस्सा. माझ्या बायकोला मी कपडे कोणचे वाटतात माहिती आहे तुम्हाला, एक लोवर आणि एक टी-शर्ट फक्त. ती त्या लोवर टी-शर्टमध्ये रांगत असते इथे-तिथे. माझे आई-बाबा ओरडत असतात. तिला की काय गं, दिवसभर लोवर टी-शर्टमध्ये असते? काही छान कपडे घालत जा. ती माझ्या आई-बाबांना ज्ञान देते, "की पहा ना मम्मा, मला ना असे कपडे खूप आवडतात.आणि म्हणजे काय असं म्हणजे मी कम्फर्टेबल असते मग तुम्हाला तुम्हाला मी चहा पण करून देते ना ह्याच्यामध्ये. मग मी सलवार सूट घातली तर मला आवडत नाही." तर मग आई काहीच बोलणं ते नाही का, मला ठीक आहे सोड तुला जसं करायचं आहे तू तसं कर. मग कोणी आलं ना, तर आई म्हणते, <shushes> "जा वर जरा कुर्ता घाल." तर आईला मना करते, "अरे राहू दे, चालतं एवढं आई, इतकं टेन्शन नाही करून घ्यायचा." तर माझं असं म्हणणं आहे ज्या लोकांना अगर स्टाईल सेन्स नसेल त्यामुळे त्यांना हे नाही माहिती ना की मी वाटत वाले कपडे कोणचे आहेत. तर त्यांनी सगळ्यात पहिले तर निवडून घ्या की तुम्ही कोणच्या स्थानावर जाणार आहे. ऑफिसची पार्टी असू द्या, या मग मस्तपैकी एक स लग्न असू द्या. लग्नामध्ये अगर तुम्हाला 3 दिवस बोलवलं तर अक्षरशः 3 दिवसासाठी कपडे ठेवा यार.
हां, नक्कीच. ओ! बरोबर. हां. बरोबर. बरोबर. हां.
आपलं अ, जीवनकाळ फक्त अजून अ, 30-40 वर्ष वाचलेला आहे. अगर तुम्ही 20-22 वर्ष हां. हो, हो. अरे, आ आपली आयुचं एवढी राहणार आहे ना, आपण काही खूप छान खाल्लेल थोडं ना, साजूक तूप खाल्लं का आपल्या आई-बाबांसारखं. नाही ना? आपण प पिझ्झा-बर्गरवाले आहेत. तुमच्याने एवढं काही नाही होणार. तर मी हे म्हणू शकतो, की अगर तुम्ही प्रयत्न केले ना, की आपल्याला काय करून घ्यायचंय आणि कुठच्या इव्हेंटमध्ये जायचं आहे, तर तुम्ही थोडेसे तयार व्हाल आणि तुम्हाला जरा पण फॅशन सेन्स नसेल ना, तर तुम्ही फक्त एवढं करा. "हे जेमिनाय, काय तू मला सांगते का, की मी इथे लग्नामध्ये जातो, तर मला काय घालायला पाहिजे?" तर तो जेमिनाय तुमची हेल्प करून देईल यार. पण हां. पण काय, तुम्ही जेव्हा कोणाकडे समोर जा ना, तर प्रेझेंटेबल वाटा वाटायला पाहिजे. तुमचे शब्द, तुमचे हावभावा तुमचे कपडे एकदम प्रेझेंटेबल वाटायला पाहिजे. उठून कसंही गेला ना, तर ते तुमची जो व्यक्तित्व असतो ना, त्याच्यावर थोडासा ठाप पडतो. माझं असं म्हणणं आहे, जेव्हापर्यंत आपले सेल्फ एक्सप्रेशन्स आणि जो आपला पर्सनल स्टाइल असतो ना, ते लोकांपर्यंत नाही पोहचला ना, मतलब आपली खरी आयडेंटिटी लोकांपर्यंत नाही गेली. आणि ना अ, मी तुम्हाला सांगतो, मी छान कपडे का घालतो माहिती आहे का?
क्लायमेट चेंज आहे म्हणून? <chuckles> नाही. हो, हो, होय, होय. बरोबर, म्हणजे एआयचा पुरेपूर वापर केला पाहिजे. हो. बरोबर. कारण त्याने कॉन्फिडंस खूप जास्त वाढतो.
ता की हो. कॉन्फिडन्स तर वाढतो. आणि मला एक सवय आहे, की अ, माझ्या आई-बाबांना ना, जेव्हा आम्ही मिडल क्लास होतो ना, तेव्हा माझ्या आई-बाबांना खूप वाईट काही-काही लोकं म्हणायचे, की तुमची लायकी नाही, असं तसं. तर जेव्हा पण मी जातो, माझ्या आई-बाबांना मस्तपैकी रेडी करतो. मी आणि माझी बायको एवढे मस्त रेडी होऊन जातो ना, मला लोकांना ना असं माचिस लावण्यामध्ये खूप छान वाटतं, की हेच म्हणाले होते ना तुम्ही, की आम्ही काही करू नाही म्हणणारे, घे. आज आम्ही तुमचे बापं झालो. मतलब असं, की साल्यांना जाणळून टाकायचं. अरे यार! हा, कसं करू शकतो? प्रयत्न सदा हे करा, की तुमचे कपडे, तुमची आयडेंटिटी, एवढी छान, स्पष्ट गेली पाहिजे लोकांपर्यंत, की त्यांना दिसायला पाहिजे, तुम्ही कोण आहे? कपडे आपली आयडेंटिटी निर्माण करतात, हे लक्ष ठेवा.
हां. अरे वाह! <chuckles> ओके. बरोबर. म्हणजे मी टोटली एग्री करते. मी स्वतः एक ऑब्सेस्ड पर्सन आहे, की आपण जे कपडे घालतो, त्याच्यावरून स्व दुसऱ्यांना रिप्रेझेंट करत असतो आणि सांगत असतो, एक बाउंड्री सेट करत असतो, की "मी ही आहे." आ, किंवा आणि तुम्ही जे प्रकारे तुम्ही स्वतःचं सांगितला, एवढा चांगला अनुभव सांगितला, की तुम्ही एक होस्ट केली गोष्ट. आणि तेव्हा तुम्ही स्वतःला ज्या प्रकारे रिप्रेझेंट केलात, ते तेवढंच महत्त्वाचं आहे, असं मला पण वाटतं. आणि तुमचे जे अनुभव होते, ते ऐकून मला खूप-खूप छान वाटलं, तुमच्या सोबत बोलून. आणि तुमच्या जवळ पुन्हा बोलायला नक्की आवडेल. तुमचे धन्यवाद.
हां. मला पण खूप आवडेल, तुमच्याशी बोलण्यामध्ये. धन्यवाद.